हो, हो. मी माहेरी असताना ना अ, म्हणजे अ, माझ्या म्हणजे आजीनी मला शिरा शिकवला होता.
हं. हं, हं.
हां. ती आठवण सांगते. ते शिरा कसा गोड पदार्थ, तर तो सगळ्यांना आवडायचा ना. म्हणजे घरात आई आईला आवडायचा, बाबांना आवडायचा, पुन्हा भावाला आवडायचा. म्हणजे असं कुणाला न नव्हतं की शिरा आवडणारच नाही आणि शिरा कसा सणासुदीला वगैरे कायम आमच्याकडे करायचे म्हणजे अ, कुठलाही म्हणजे हां, श्रावणातला म्हणा, शुक्रवार असेल, श्रावणातला सोमवार असेल किंवा मग असे आपले सण काही बारा महिने चालूच असतात. मग त्यावेळी कुठल्याही सणाला तर शिरा हा कसा पटकन होतो. म्हणजे सत्यनारायणाची पूजा असेल तर त्यावेळी शिरा हा हमखास असतो. तर मग मी शिरा शिकले माझ्या आजीकडून. तर अ, माझ्या आजीनी असं खास सांगितलं की, "बाळा, हे घे एक कप 1 वाटी ना रवा घे, 1 वाटी रव्याला पाऊण वाटी तूप घ्यायचं." तर म्हटलं, "ठीक आहे, आज्जी." असं करायचं हां. आजींनी मला दाखवला की कढई घ्यायची अ, गॅस लावायचा त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी तूप घालायचं, एक 2-3 चमचे तेल घालायचं, म्हणजे एकदम पण तूप नाही एकदम पण तेल नाही म्हणजे तिने प्रमाण सांगितलं. आणि मग अ, 1 वाटी रवा घालायचा त्याच्यात असा भाजून घ्यायचा चांगला तुपात, असा म्हणजे आपल्याला कलर बदलेपर्यंत आपल्याला जसा हवा तसा भाजून घ्यायचा आणि तो रवा बाजूला काढायचा आणि अ, ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ना, त्याच्यातच अ, तळून घ्यायचे नाहीतर रव्याबरोबर भाजले तरी चालतात किंवा जरा 1 चमचा तूप टाकून भाजून घ्यायचे, बाजूला ठेवायचे असं करायचं. मग पुन्हा त्यात राहिलेल्या तेला-तुपामध्ये तो शिरा टाकायचा आणि ढवळायचं आणि 1 वाटी शिऱ्यास अडीच वाटी पाणी घ्यायचं उकळत ठेवायचं बाजूला आणि ते उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना, तुम्ही साखर की नाही अ, 1 वाटी रव्याला पाऊण वाटी साखर घेऊ शकता. मग ती साखर टाकायची आणि तो असा शिरा व्यवस्थित ढवळायचा झाकण लावायचं, थोडी उकळी फुटली की मग ते झाकण काढायचं आणि त्याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकायचे गार्निशिंगला. तर मस्त हां, एकदम गोड-गोड शिरा तयार, प्रसादाचा शिरा किंवा काहीही म्हणू शकतात. आणि त्याच्यात अगदी किंचित किं
हां. हां. हं, हं. हां. हो, हो. गोडधोड पदार्थ करतोच आपण. हां. हं. हं. हं, हं. हो. हं, हं. हं. हं. हं, हं. हं. हं. अच्छा. हां. हं. हां. हं. हां. हां. हं, हं, हं. हं. हं. हां. हं, हं. हां. हं. अरे वाह! अच्छा. म्हणजे तसं तुम्ही त्या रीती अ, तुम्ही आजीकडून ते शिकला.
हो, हो, हो, हो. आणि किंचितसं मीठ घालायचं त्याच्यात.
हं, हं, हं. अरे, वाह!
हं म्हणजे एक चव छान येते शिऱ्याला.

म्हणजे अगदी अ, तोंडाला पाणी सुटलं तुम्ही इतक्या अ, डिटेलमध्ये रेसिपी सांगितली <chuckles> अ, कधी मग असं झालंय का, की तुम्ही एखादी अ, रेसिपी ट्राय केलीये. अ, पण ती बिघडली किंवा ती जमली नाही असं कधी झालंय?
हो, हो. <chuckles> हो, झालंय ना. म्हणजे कसं अ, मला उकडीचे मोदक एक जबरदस्त आवडायचे. म्हणजे अजूनही आवडतातच. आणि मग अ, मी कसं, इथे मला माहेरी जमत नव्हते उकडीचे मोदक वगैरे. कारण आमच्याकडे इकडे उ उकडीचे मोदक वगैरे एवढं कोण बनवत नव्हतं. म्हणजे त्यावेळी कसं असायचं, कणकेचे मोदक बनवायचे त्याला उकड लावायचे. किंवा मग तळणीचे मोदक आपले तळ तळलेले असतात ना तसे बनवायचे. मग अ, इकडे सासरी ज्यावेळी मी आले, त्यावेळी आमच्या सासूबाईंचा हातखंडा, उकडीचे मोदक. हां, तर मग ते तांदळाच्या पिठीने तयार करतात ना. मग अ, हां. मी म्हटलं, "चला सासूबाई मी पण ट्राय करते." मग त्या म्हणाल्या, "अगं, तुला जमतील का?" मी म्हटलं, "नाही, तुम्ही थोडं दाखवा मग मी करते." मग अ, सासूबाईंनी एकदा केले आणि मी बघितले ते कसे केले. आणि काय झालं? मी अ, करायला घेतले. मी म्हटलं "सासूबाई," "तुम्ही काही सांगू नका, मी माझं मीच बघते, <chuckles> प्रयत्न करून." हां. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केलं, म्हणजे तसंच प्रमाण घेतलं बरोबर. 1 वाटी तांदळाच्या पिठीला, पाऊण वाटी पाणी घ्यायचं. किंवा 1 वाटी पाणी घेतलं तरी चालतं. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप अ थोडंसं मीठ. आणि त्याच्यामध्ये अ, जरा व्हाईट-व्हाईट यायला किंवा पांढरेशुभ्र दिसायला, 1 चमचा लोणी आणि 1 चमचा मैदा टाकला तरी चालतो. मग ते उकळी फुटल्यावर असं सगळं ढवळून घ्यायचं आणि ती उकड काढायची. आणि माझं काय झालं अ, त्याच्यात काय माहिती काय प्रमाण झालं? का उकड बसली नव्हती? काय माहिती. पण मी ते असं पीठ मलदून घेतलं, मलदून घेतलं, मलदून घेतलं. पण अ, काय ते म्हणजे त्याला अशा भेगा पडायला लागल्या, म्हणजे चिरा पडायला लागल्या.
हं. अच्छा. हं, हं. हं. हं, हं, हं. हं. अच्छा. अरे वाह! हं. हं, हं, हं. हं. हं. हं. हं. <chuckles> अच्छा, हं. हं, हं, हं. हं. हं, हं. अच्छा, ओके. हां. हं, हं. हां. हां. अरे बापरे! का?
हां. काय माहिती काय झालं म्हणजे माझं मळायचं चुकलं, की प्रमाण काय झालं. काही कळेना. हां, मग अ, त्या म्हटल्या, "तू किती प्रमाण घेतलंस?" मी म्हटलं, "एकास पाऊण वाटी घेतलं," तर, "नाही, 1- 1 वाटी मैद्याला, 1 वाटीच पाणी घे. आणि मग उकळी टाकली की त्याच्यात ते ॲड कर." असं सांगि हां. आणि मी त्यावेळी 1 चमचा मैदा घेतला नव्हता, त्यामुळं मग लसुसलुशीत मे बी झाले नसतील, असं काहीतरी झालं असेल. आणि मला सवय पण नव्हती ना, त्यामुळे मग अ, इकडे तिकडे थोडं केलं.
हं. हं, हं, हं, हं. हं. हं, हं. हं. अच्छा. हो, हो. हां. म्हणजे तुम्ही कधी अ, त्याच्या आधी ते बनवलं पण नव्हतं, पहिलाच तो ट्राय होता तुमचा.
नव्हतं, हां. हां, मग ते म्हणले, "ठीक आहे पहिल्या प्रयत्नात तर काय वाईट नाही आहेत, भेगा पडल्या तरी ठीक आहे, मोडका-तोडका मोदक आपण खाऊ." मग तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सारखे करून ,करून, करून, करून न, ते हातवळणी पडलं. मग मी चांगले मळवून वगैरे घ्यायचे आणि सुबक असे छान मोदक बनवायला लागले. आणि मग ते
<chuckles> हो. हं. हं. अच्छा. म्हणजे आता तर तुम्ही शिकलात, प्रॉपर मोदक बनवायला.
हो. हो, हो. आता पारं म्हणजे पारंगत झाली असं म्हणता येईल का?

हो नक्कीच. मला म्हणजे कसं लहानपणापासून खायची आवड होती, म्हणजे बघायचं मी आजी कशी करती, आई कशी करती, मग अ, मला वाटतं आई आणि आजी या दोघी पण प्रेरणास्थान आहेत माझे, कारण दोघीही स्वयंपाक करायच्या. दोघीही एकमेकींच्यात कोऑर्डिनेशन चांगलं होतं म्हणजे आईला नसेल बरं, तर आजी सगळं रेटून घ्यायची. आजी नसली की आई रेटून घ्यायची. म्हणजे ते दोघींच्यात असं असायचं म्हणजे कोऑर्डिनेशन भरपूर असायचं आणि आजीला आमची तशी पारंपरिक रेसिपींची आवड आणि तिचा हातखंडाच होता ना, त्याच्यामध्ये त्यामुळं मग अ, हळू-हळू ते घरात असं वातावरण असल्यामुळे मला पण अशा मग त्या सगळ्या पारंपरिक रेसिपी म्हणजे आजी कशी वागती, त्यात म्हणजे असा रस निर्माण व्हायला माझी आई पण कशी अ, नोकरी करायची. त्यामुळे आई इतकी अशी स्वयंपाकात नसायची, पण असायची. पण आजी मात्र दिवसभर आमची स्वयंपाक करायची, वेगवेगळे पदार्थ खायला खाऊ घालायची एक्सपेरिमेंट करायची त्यामुळे मला कसं झालं आजीच्यासारखं सहवासात राहून-राहून ना मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली.
हां. हं, हं, हं. हं. हं. हं, हं, हं. हं. हं. अच्छा. हां. हं, हं, हं. अरे वाह म्हणजे हां. हं. हां. हां, तुम तुम्हाला पण त्याची आवड निर्माण झाली म्हणजे नक्कीच आई आणि आज्जी हे तुमचं म्हणू शकतात, प्रेरणा स्थल आहे असं अ, मग कधी त्यांनी तुम्हाला असा कानमंत्र दिलाय का? की जो तुम्हाला अ, स्वयंपाकात खूप मदत करतो किंवा करेल?
हो, हो. प्रेरणास्थान. हां, हो. हो, हो, नक्कीच. तर त्यांनी म्हणजे असं सांगितलं ना आता मी सासरी आले म्हटल्यावर तुला कसं जपून कसं सगळं वाग वागलं पाहिजे, स्वयंपाकामध्ये जरा थोडा हातखंडा आला पाहिजे, म्हणजे कधी काय म्हणजे बेसिक तयारी कशी करायची. पुरणपोळी जर करायची असेल तर आदल्या दिवशी पुरण करून ठेवायचं, म्हणजे सकाळचा वेळ वाचतो. किंवा असे कोण पाहुणे पटकन आले, तर तू कुठले पदार्थ पटकन करू शकतीस, असं आजींनी पण आम्हाला सांगितलं होतं, की असं असं तू करू शकतीस. किंवा अचानक थालीपीठाचा बेत करू शकतीस. आणि वरण-भात करू शकतीस, म्हणजे पूर्ण असं ते अन्न होतं ना, म्हणजे पूर्ण थाळी भरून अन्न होतं. तरी तुम्हाला सगळे चपाती, भाजी, आमटी, कोशिंबीर, भात, वरण, पापड तरीही करायला जमलं नाही ना तर नुसते थालीपीठ आणि मुगाची खिचडी लावून तुम्ही सुद्धा सर्व्ह करू शकता आणि पाहुणे सुद्धा खुश होतात. तर ते आम्हाला आजी
हं, हं. हं. हो. हं. हं, हं, हं, हं. हं, हां. हां, म्हणजे साधा सरळ अ, म्हणजे एक म्हणू शकतो सिंपल आणि हे छान असा मेनू.
हं. हो मेनू हां, तुम्ही करू शकता म्हणजे कमी वेळेत तुम्ही पटकन करू शकता. किंवा हो, हो. आणि किंवा पराठे म्हणा पराठेसुद्धा पटकन कसे करायचे ते मला आजीनच दाखवले, की असं-असं तयार भाजी असती, ती साधी पोळीच्या पिठात घालायची, त्याचा उंडा करायचा, ते लाटायचं, झाला पराठा तयार मस्त-मस्त बटर लावायचं, तूप लावायचं, पराठा रेडी असं. असं आजीने मला सांगितलं होतं त्यात.
नक्कीच, नक्कीच. हं. हं, हं. हां. हं. हां. <chuckles>